हं, ह्याच्यासाठी ना, की त्या गोष्टींबद्दलचा पाठपुरावा करायचा किंवा रिसर्च म्हणतो आपण तो करावा, की नक्की अ, आपल्याला जे करायचं आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतं आहे ती गोष्ट, त्याच्यामध्ये काय-काय आहे? कसा फायदा आहे? किंवा कुठल्या गोष्टी लागणार आहेत, ती गोष्ट कशी करायची आहे. किंवा त्याच्यासाठी लागणारी साधनं म्हणा. ती कुठे मिळतील? आपल्या ईकडे उपलब्ध आहेत, की नाही? किंवा ते कसं करतात त्याच्या आता खूप वेळेला असं असतं, की फ्रीमध्येही काही-काही व्हिडिओज बघायला मिळतात खूप ठिकाणी, की आपल्याला जर एखादी गोष्ट शिकायची असेल, आता मी अ, उदाहरण देते, की ज्वेलरी मेकिंग आता मला जर ज्वेलरी मेकिंगचा कोर्स करायचा असेल, तर त्या वेळेला खूप सारे सोशल मीडियावरती व्हिडिओज आहेत, की तिकडे बघता येतं, की चला आता हे काय आहे? किंवा कसं बनवतात ते ज्वेलरी किंवा त्यां त्यांचं साधनं म्हणजे जे अं, मटेरिअल आहे, रॉ मटेरिअल आहे ते कुठे मिळणार? मग ते आमच्या इकडेच अवेलेबल आहे, की नाही? आणि ह्या सगळ्यांचा जर तुम्ही अभ्यास केलात ना, तर मग तुम्हाला दोन्ही गोष्टी अ, कळू शकतात, की बाबा हे अट्रॅक्टिव्ह तर आहेच, पण मला हे जमू शकतं. कारण की हे बघ हे अशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवलं आहे, दिसतं आहे समोर ना. आणि मग जेव्हा तुम्ही त्या बाबतीत
हां, हां, हां. हो. हं. बरं. हं. बरं. हो. ते तर आहेचं. हो ना. हो, हो. अच्छा. हं. हां. बरं. अच्छा. मार्बल. अच्छा. बरोबर. हो, हो, हो. हे प्रोडक्ट त्यात त्यानं
हं.
हं, हं. थोडक्यात म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे, की एकतर तुम्ही सखोल अभ्यास करा आणि सगळे पैलू बघा, की ते तुम्हाला अट्रॅक्टिव्ह पण थोडं वाटलं पाहिजे असं अनॅट्रीव्ह असेल तर जास्त करणार नाही आपण. शिवाय त्याच्यासाठी दुसरी गोष्ट जी आहे, की त्याचं जे रॉ मटेरियल म्हणा वगैरे ते तुमच्याकडे मिळते का? रिसोर्सेस तुम्हाला आहे का सहजासहजी उपब्ध आणि ज्यावेळेला त्याच्यातून पैसे पण आले पाहिजेत त्यात. सगळं जर जुळून आलं, तर ते तुम बेस्ट आहे, असं खूपच छान सांगितलं. आणि मग अ,
जेव्हा ठा हां. हां. हो. हो. हां. हो. हां, हां. हो, हो. त्यात हं. हो ना. तेच. हं. हो. नाही. हं.
आता काही-काही लोकं काय करतात ना अ, काही लोकांचं प्रत्येकचे वेगवेगळे हे असतील काही लोक लगेच सुरू करतात, की घरच्यांचं पाठबळ वगैरे किंवा असा काही विषय नसतो. पण थोडं झालं, की लगेच हार मानतात किंवा मग गिव्हअप करतात. तर मग अ, प्रेरणा कशी टिकायची, जर समजा आपल्याला सगळं केळ कळालं रिसर्च वगैरे झाला. घरच्यांचा सपोर्ट आहे, पैशाची पण काही अडचण नाही. तर मग, प्रेरणा कशी टिकू शकतो ह्या गोष्टींमध्ये?
हं. हां. हो ना. हं. हं, हं, हं, हं. हं.

कसं आहे ना, की एकतर तुम्ही त्या गोष्टीसाठी हा विचार करा जेव्हा तुम्हाला कंटाळा आलाय किंवा असं वाटतंय की "बास यार आता मला ना ही गोष्ट नाही करायची आहे. हे ना मला नाही जमणार आहे आता. मला ना खूप वैताग आलाय बास. हे काय तेच तेच तेच तेच करायचं?" असंही खूप वेळेला वाटतं हां. तर तेव्हा फक्त एक विचार करा की तुम्ही ही गोष्ट जर सुरुवात केलीये करायला तर ती का केली? तुम्हाला ह्याच्यातून काय हवं होतं? तुम्हाला मिळालंय का ते गोष्ट? तुम्ही अचीव्ह केली आहे का? किंवा घरच्यांची कोणी आता त्याच्यामध्ये रील्स वगैरे असतात तर त्या रील्स खूप वेळेला प्रेरणादायी असतात, की त्यांनी बघ त्या मुलाने किती अचीव्ह केलं. अरे हा बिझनेसमध्ये उतरला आणि त्याने ते अचीव्ह केलं. त्याला जमणारही नव्हतं. पण त्याने ते अचीव्ह केलं की नाही? त्याला सक्सेस मिळाला. मग मला का नाही? मीही करू शकते ना ही गोष्ट? जर हा आपण उद्देश ठेवला किंवा हे आपण सतत बघतो ना जे सोशल मीडियावरती. जेव्हा आपण अ, एखादी गोष्ट बघायला लागतो तर तो अल्गोरिदम सेट होतो. मग त्याबद्दलच्या खूप वेगवेगळ्या रील्स अ, आपल्याला दिसायला सुरुवात होतात. मग ते आपण बघत राहतोच ना? डोळ्यासमोर येतच ना की बाबा हे बघ ह्या मुलीने पण केलंय. अरे त्या मुलाने पण केलंय. आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. अरे वाह! किती छान! तर जेव्हा हे विचार येतात ना तेव्हा कुठेतरी आपल्याला असं असं वाटतं की मलाही ना हे एक अचीव्ह करायचंय. मलाही असा सक्सेस हवाय. मलाही इतके पैसे कमवायचेत ना की मीही या मस्त गाडीतनं फिरू शकेन किंवा मला माझंही स्वतःचं घर असेल. हे जेव्हा वाटायला लागतं ना. आपल्या गरजा आपल्याला आठवतात ना की मला हे पाहिजे. त्याच्यासाठी मला हे करायचंय. तर मग आपण अ, ते ठामपणे पुढे करू शकतो असं मला वाटतं.
<chuckles> बरोबर. तेच-तेच. नाही, हो ना. अच्छा. अरे वाह, वाह, वाह! हो, होतो. अच्छा. हो. बरं. अचीव्ह केलं. हो. हो, हो. अच्छा. अगदी, अगदी. हो. अच्छा. हो, हो. बरोबर आहे. बरोबर आहे. <chuckles> अच्छा. <chuckles> अरे बापरे! हां. <chuckles> हो, हो. बरोबर आहे.

मोफत नसेल, तर कमी खर्चाचेही खूप वेळेला आहेत. आता मी अ, जसे तुम्ही सोशल मीडिया म्हटलात, तसं मी Instaवरती जे वेगवेगळे कोर्सेस आहेत ना, तर मीही स्वतः सर्च करत होते स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायला. त्यावेळेला त्याचेही वेबिनार्स वगैरे असतात किंवा स्वतःचा बिझनेस कसा स्टार्ट करावा त्याचे जे वेबिनार होते ना ते अहो, अगदी नव्व्याण्णव रुपया पासून सुरुवात होते.
हां, हां. अच्छा. अच्छा. हां, हां.
एवढंच असतं. हो आणि ते काही तासांचे होते. हालांकी ते तुम्ही कितपत शिकताय, काय शिकताय ते त्या त्यांच्यावरती अवलंबून असतं किंवा तुमच्यावरती अवलंबून असतं. पण जर तुम्ही माहितीच नाही काढली. जर तुम्हाला कुठे-कुठे आहेत हे माहितीच नाहीये, तर तुम्हाला कसं कळेल. तर त्याचमुळे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शोधा. असे भरपूर ठिकाणं आहेत सोशल मीडिया, जसं मी म्हटलं Instagram आहे, Facebook आहेत. आता खूप सारे अ‍ॅडव्हर्टाइज येत असतात, की बघा हे तुम्हाला सुरू करायचंय हे अ‍ॅडव्हर्टाइज करायचं आहे. आम्ही तुम्हाला ह्या किमतीमध्ये दे देऊ किंवा जरी नाही दिलं, तर त्यांची आयटिनरी असते की हे हे आम्ही कोर्सेस शिकवतो. मग तुम्ही एक मेसेज करा. तर तिथे कळून जाईल ना तुम्हाला की काय फीज आहे, काय त्या कोर्सची अ, किती दिवसांचा आहे तर त्याच्यावरून कळून जाईल. तर मला तरी कळलं होतं की तिकडे वेगवेगळे जे कोर्स होते किंवा व्यवसाय होते. ज्यांच्याबद्दल वेबिनार्स होते तर त्यांची प्राईस एका ठिकाणी तर मी अ, ₹27 बघितली होती. 27 इमॅजिन की किती छोटी रक्कम आहे. हां. आणि त्यात त्यांचं एक ब्रीदवाक्य होतं की आजकाल मोफत तर कोणीच करत नाही. पण अ, आम्हाला लोकांना प्रगतीच्या मार्गावर न्यायचंय म्हणून मग आम्ही अ, त्याची किंमत ही ठेवली आहे. जेणेकरून सगळ्यांनाही प्रगती करता येईल आणि असं आहे की जे गोष्ट फ्रीमध्ये मिळते, त्याचं लोकांना कधीच किंमत नसते. त्यामुळे आम्ही ही किंमत ठेवली आहे. सो ते मला खूप आवडलं आणि मी बघितलं होतं तर ती खरंच रिअल अ, चांगली म्हणजे फेक नव्हती. ती व्यवस्थित त्यांची वेबसाईट होते आणि त्यांचे वेबिनार होते 3 आवर्सचे. त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारी चांगली-चांगली माहिती दिली होती, की कशा पद्धतीने आपण मार्केटमध्ये उतरलो पाहिजे, कसं कॉम्पिटिशन आहे किंवा कसं काय अ, गरज पडते, काय मदत कोणाकडून घ्यायची हेही सगळं सांगितलं होतं हो. हं.
काय <chuckles> हं. दोन्ही गोष्टी हां, हां. हां. बरोबर आहे. अच्छा. अच्छा. हो, हो. हां, हां. अरे बापरे! <chuckles> म्हणून. हां, हां, हां. अरे बाबा खूपच झालं. अच्छा. अच्छा. किंमत नसते. अगदी. अच्छा. हां, हां. अच्छा. अरे वाह! हो, हो, हो. बरोबर. कोणाकडून घे अरे वाह! वाह! आणि मला वाटतं ना की आता हा माहितीचा एवढा विषय राहिलेला नाहीये. आपण समजा ChatGPTला किंवा Metaला वगैरे असं जरी विचारलं ना, तरी ते आपल्याला एक सिलेबस वगैरे बनवून देऊ शकतात. तर मला वाटतं
हं. हो. हो. अगदी तुम्हाला सगळं हातात आता आयतं मिळतं. हं.
अं, बरोबर आहे. थोडक्यात आपली इच्छाशक्ती जास्त महत्त्वाची वाटते, की आपल्याला घरात बसून वेळ घालवायचा आहे, का नवीन कौशल्य शिकून प्रगती करायची हा निर्णय मला वाटतं जास्त महत्त्वाचा आहे. आणि ते जे घेतील त्यांना तर हे दार उघडंच आहे म्हणजे अपॉर्च्युनिटीच. तर खरंच खूप अ, तुम्ही सांगितलं आणि डिटेलमध्ये सांगितलं. सगळे त्याच्यातले जे बारकावे आहेत ते समजून सांगितले. खरंच त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद.
हं. हो ना. हं. हो. हो ना. हां. हं.